आपण मानव आहे. आणि मानवकडून चुका होत राहतात. पण काय असतं ना, जेव्हा कोणी आपल्याकडून माफी मागतो. तर कधी-कधी आपल्याला वाटतो, की हा वर-वर माफी मागतोय, आणि अ, त्याच्या मनामध्ये काही अजून चाललेलं आहे. तर मला असं विचारायचंय, की माफी नंतरही काही गै गैरसर्म गैरसमज कायम राहतात का?
अगदीच. हो, अगदीच राहतातच ना. कारण की काही, काहींच कसं असतं. फक्त एक अ, वेळ साधून यायची. असे एक असतं बघा, म्हणजे कधी काय होतं, की "चला आता मी ना माझी ही वेळ काढून घेते, ते 5 मिनिट माफी मागितली आणि काय होणार आहे? बघू आता पुढे मला जे करायचं मी तेच करणार." असं असतं म्हणजे ते ना, वेळ साधून नेण्यासाठी. आणि त्याने काय होतं, मग आपल्याला ही गोष्ट कळते ना नंतर मग तेव्हा आपल्याला अद म्हणजे पहिले थोडे गैरसमज असतात, पण नंतर जास्त अजून गैरसमज वाढता, की अरे हा फक्त टाइमपास म्हणून अ, त्यांनी माफी मागितली किंवा 4 लोकांना पटेल फक्त तेवढ्यापुरतं माफी मागितली. नंतर परत आहे तोच कित्ता त्याचा चालू आहे. जे त्याला करायचं तेच तो करतो आहे रिपीट-रिपीट. हे असताना त्याने अजून इतके गैरसमज वाढता ना, की त्याला ते अतिखोलवर आपण म्हणतो, जखम जशी जाते तशी ते खोलवर जातात.
हो. हां. अगदी खरं म्हणाला ह्याबद्दल तर तुम्ही. नाही खूप बाकी अ, कोणीतरी आपल्याबद्दल काही अ, मतलब समोर माफी मागतो आणि पाठीमागे काही अजून विचार करतोय. तर मग आपल्यालाही थोडासा फार त्रास होतोच, की आपल्याला जेव्हा माहीत पडतं, की विचारधारा काय झालेली आहे. तर मला असं विचारायचं आहे, की माफी नंतरही तुम्हाला कधी असं कोणच्या संबंधामध्ये वाटलं का? आणि अ, म्हटलं असं वाटतं ना, की गैरसमज अजूनही आहे. तर काही उदाहरण सांगू शकता तुम्ही? काय झालं होतं तुमच्या सोबत नेमकं?
अगदीच, हो. हो आ अ, हो, हो, मी सांगेल, की अ, मी एक म्हणजे माझं लग्न झालेलं असतानाची गोष्ट ही तर आपण कसं म्हणतो ना, की अ, आपली चूक नसतानाही ना त्यासाठी आपण माफी मागतो. नातं टिकावं वगैरेसाठी असतं आणि मग तसंच क काय होतं, की अ, छोटी गोष्ट आता काही-काहींच्या म्हणजे सासू-सासऱ्यांच्या काही अपेक्षा, खूप जास्त प्रमाणात असतं, काही-काहींच्या. तर त्यांना असं असतं, की अ, साधं नाही बोललं तरी अ, त्यांना असं वाटतं, की अपमान झाला, चूक झाली या गोष्टींना ना. हां, तर माझं असं होतं, की चल जाऊदे एका छोट्या गोष्टीसाठी कुठं नातं ताणून ठेवायचं. ठीक आहे मला माहिती आहे चुकीचं नाही आहे, मी बोलली नाहीये पण आता मला न काय म्हणतात ना, की ताणून नाही ठेवायच्या ह्या गोष्टी. मिटलं पाहिजे थोडंसं आपलंच. म्हणजे कसं नातं चांगलं राहतं किंवा आपल्याला भविष्य काढायचं आहे. तर मी म म चुकलं 2-3 दिवस आणि मी लगेच सॉरी बोलून टाकायचे. हा माझ मला माफ करा चुकून म्हणजे झालं माझ्याकडून मग आता काय पुढे मी बोलणार नाही तसं, नाही बोलणार नाही. असं अ, मी स्वतःला सांगायचे त्यांना आपण. पण कसं होतं, ते आपल्या म्हणतो ना, ग्रँटेड घेता आपली अ, जी सॉरी असतं, आपलं माफी असतं ते हां, फक्त ते वरवर हा बरं नेक्स्ट टाईम करायचं नाही. पण ते त्याच्यातून नाही शिकत, का ठीक आहे, ती नाही एकदाच बोलली, आतापर्यंत कधी बोलली होती का असं? की नाही. मग ते ती कन्सिडर नाही करत ना आपल्याला. पण ते परत पुढच्या वेळ नेक्स्ट टाईमपण तशाच गोष्टी करतात ते.
हो, हो. हो, हो. बिलकुल अगदी. अगदी खरं. हां. हां अगदी. नाही. अगदी खरं म्हणाला आहे, याबद्दल तुम्ही खूप छान म्हणाला आहे की काय कारण की काय असतं समोरचा आपल्याला समजून घेत नाही, तर मग आपल्याला पण असं वाटतं मी त्याच्याशी माफी कशाला मागत आहे? आणि-आणि जेव्हा एकदा माफी मागणं झालेलं आहे पण तरी त्यांचा गैरसमज काही दूर होत नाही. तर मग नेमकं अजून अ, माफी मागणं या मग त्यांच्याशी बोलणं ते सहज आहे का? ते कुटुंबाचा भाग आहे तर बोलायलाच पडेल. पण माफी मागणं हे मग नेमकं थोडं आपल्यालाही त्रास देतो की आपण कसं माफी मागून घ्यायचं समोरच्याचं नाही खरंच.
आपल्याकडून अपेक्षा अगदीच. नाही. अ, हो, हो. नाही. मग कारण की हो, कारण की ना आपल्याला इतका त्रास होतो ना आपण माफी मागितली आहे आणि समोरच्याच्या मनात अजूनही त्याच गोष्टी आहेत. म्हणजे काय होतं की ते मनात साचून ठेवतात आणि ना कधीतरी आपल्या कानावर पडतं ते. म्हणजे मी आज माफी मागितली आहे, पण आहे ना मला परत 10-12 दिवसांनी ना कुणाच्या तरी तोंडून ते ऐकायला येतं परत आणि "ती माहिती ना कशी आहे? ती ऐकते का आपलं? किंवा ती कर" पण ते आपल्याला एवढं त्रासदायक वाटतं की अरे! मी किती मनाने माफी मागितली होती यांच्याकडे.
हां. आणि मी किती केलं तुमच्यासाठी, पण तुम्ही मला तर हां.
किती केलं. तुम्ही अ, म्हणता ना अ, 100 गोष्टी केल्या त्याच्यातली फक्त एकच गोष्ट तुम्ही ती पकडत आहे. ते 99 गोष्टी का पकडत नाही आहे. मग तेव्हा जास्त त्रास होतो आणि जेव्हा तीच गोष्ट ते तिसऱ्याकडे सांगतात, मला न सांगता, तिसऱ्याकडे जेव्हा सांगतात ते अजून त्रासदायक होतं की का माझी गोष्ट सांगता. मग त्या 99 गोष्टीही सांगा ना तुम्ही. एकच गोष्ट का सांगत आहे? असं होऊन जातं.
अगदी खरं. अगदी खरं. अगदी खरं आणि त्यामुळे आपला जो न इमेज म्हणा, की आपला जो स्वभाव म्हणा ते अजून असं वेगळ्या प्रकाराने अ, सामोरे येतं लोकांचं की ही तर बिलकुल अशीच आहे. आणि सुनेंच्या बाबतीत हे खूप फार अवघड होतो कधी-कधी. आणि हो. <chuckles> अगदी खरं.
हां. आपलं हो. अगदीच, अग हो. खूप अवघड म्हणजे खूपच. <chuckles> म्हणजे सध्याची परिस्थिती तशीच होते.
अगदी खरं म्हणाला याबद्दल तुम्ही. तर मला असं सांगा की माफ करण्याची वेळ, पद्धत, आणि शब्द यांचा काय वाटा असतो. केवळ शब्द शब्दांनी पुरले का? किंवा मग असं असतं ना की तुम्ही खरंच जेव्हा कोणाक कोणाकडे माफी मागत आहे तर तुमचे शब्द अ, हे असे वाटले पाहिजे की तुमचे माफी आहे. आणि कधी-कधी लोकांना, "हां, मला माफ करा." तर त्याच्या शब्दांमध्ये, टोनमध्ये खूप असं अंतर असतं.
असं नाही. हो. अगदीच. मला असं वाटतं की अ, माफी जेव्हा तुम्हाला आतून मागायची असते ना तेव्हा तुम्ही एक कळकळीने मागा की त्यांच्या तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजे. की तुम्हाला काय म्हणायचं असं. जरी आपण म्हणतो ना "मला माफ करा किंवा झाली माझी चुकी." एक डोळ्यात डोळे घालून सांगा. तुम्हाला त्यांचं आतली भावना त्यांना समजली पाहिजे असं सांगा की तुम्हाला नुसतं मागायची म्हणून मागू नका. काही काहींच असतं फॉर्मॅलिटी करायची, "हां. सॉरी बरं का. झालं माझ्याकडून." असं न करता, "सॉरी. खरंच मी नव्हत करायला पाहिजे. पण झालं माझ्याकडून. नेक्स्ट टाईम नाही होणार." एक तुम्ही एक असं आदरपूर्वक बोला त्या व्यक्तीशी आणि जर काही-काही असं असतं की तुम्हाला भीती वाटते डायरेक्ट बोलण्यासाठी बघा काही खूप लोकांना. "कसं मागू माफी मी?" तर तुम्ही ना पेपरचाही वापर म्हणजे आपण पत्र सारखं पत्र सारखं लिहू शकता त्याला, देऊ शकता जेणेकरून काय होतं की त्याचा त्याला राग असतो आपलं तोंड बघायचं किंवा आपले शब्द आणि शब्द वाढत जातो. पत्रात कुठं मी शब्द लिहिले तो तो त्याचं तोंड थोडी सांगणार की म्हणजे तो थोडी बोलणार तिथे. तो आपलंच पत्र वाचेल. जेणेकरून त्याच्या भावना येणार नाही. तो आपल्या भावना वाचेल.
हां. अगदी. हां. अगदी खरं. हां. खरं, खरं, खूप छान म्हणाला याबद्दल तर तुम्ही की तुम्ही पत्रही लिहू शकता. नाही मस्त. अ, हा आयडिया तर खूपच छान दिलाय तुम्ही.
अगदीच. नाही म्हणजे ना, अ, मला आहे एक्सपिरियन्स, की कसं होतं माहिती आहे का? आपण आहे ना, अस कॉलवर बोलतो, मेसेजवर बोलतो, कशावर बोलतो किंवा समोर बोलतो ना. तू-तू, मे-मे होत जातं. आणि ते कुठेतरी भरकडत जातं दुसरीकडे अजून. मग जेणेकरून आपण एक पत्र लिहिलं ना, तो आज वाचणार नाही, राग उद्या वाचणार नाही, परवा तो नुसता उघडून बघतो. तेरवा तो वाचायला लागतो आणि त्याला ना कुठेतरी जाणवतं मग त्या गोष्टी.
आणि लिहिलेल्या शब्दांमध्ये भावनिक क्षण असतात म्हणजे तुम्ही त्या असं म्हणू शकतात, की ते जेव्हा वाचतो कोणी, तर त्यांना भावनिक ठहराव असं जाणीव होते. आणि ते मग आपल्याला, अ, त्यांना आपली पद्धत किंवा आपली माफी पण समजून घेतात. नाही खूप छान म्हणालात याबद्दल तर तुम्ही. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की कुटुंबातलं किंवा गाव समाजातलं, सांस्कृतिक गोष्टी कशा रीतीने गैरसमज अधिक अधिक खोलवर वाचतात? तसं इथे, त तुम्ही कसा अनुभवलेला आहे?
हो. अगदीच. आता काही-काही ठिकाणी कसं असतं. आता सांस्कृतिक म्हटलं तरी आपण अ, काही काहींना कसं असतं, की अ, मान ठेवायचा असतो. किंवा काही काहींच असतं, की लाज मला ला म्हणजे अ, आपण म्हणतो ना, की अ, लाज असते एखाद्याला. नाही-नाही, म मला नाही माफी म्हणजे लाज वाटते. आपण असं बोलतो की त्याला लाज वाटते. पण मला असं वाटतं, की अ, माफी म्हणजे लाज नाही आहे. ती गोष्ट तुम्ही एक नातं टिकवताय किंवा गावात म्हणा सांस्कृतिक कोई गोष्टींमध्ये म्हणा किंवा एखादा कार्यक्रम असला बघा अ, की त्याच्याकडून चुकी होते. मग त्याला असं वाटतं, की मी एवढ्या लोकांमध्ये कुठं माफी मागणार. किंवा मग अ, माझा कमीपणा होईल. अ, पण एक असतो, की ते एक मान ठेवणं असतं समोरच्याचा. त्याला आपली स्वतःची लाज नाही, आपला कमीपणा नाही होत त्याने, माफी मागल्याने. उल उलट नातं कुठेतरी सुधारत आणि कुठेतरी आपण ते पॉझिटिव्ह घ्यायचं. मी माफी मागितली, म्हणजे मी काही कमी नाही झालो.
हां, हां, हां. हो, नाही, नाही. खूप छान आहे ह्याच्याबद्दल तर तुम्ही का की माफी मागण्याने कोणीतरी असं छोटं नाही होत. अगदी अजून ते माफी, कधी-कधी ते माफी आपण म्हणून पण मागतो, का की आपल्याला आपलं घर, कुटुंब या समाजामध्ये एवढं अ, फार गोंधळ नाही घालायचं आहे, म्हणून आपण माफी मागून साइडमध्ये होतो. नाही, खूप छान सांगितलं तुम्ही. पण मला एक गोष्ट सांगा, जर समोरचा व्यक्ती माफ करूनही बदल दाखवत नसेल तर त्या नात्याचं पुढे काय करायचं? असं म्हणतात ना, की अ, मी ह्याच्याशी माफी मागितली आहे. जसं तुम्ही म्हणता, ते सासूबाईशी तुम्ही माफी मागतात आहे. पण त्यांना आता तेच तुम्हाला बद्दल जाणवत नाहीये, की त्यांना तुम्ही माफी ते वर-वर माफ करत आहे तुम्हाला. पण ते कसं, की ते अ, जरी आपण अ, अ, पुढे वाढलो अ, संबंधामध्ये, तर तेच डा ढाकचे ढाकाचे 3-5 होतात, असं म्हणतात ना? तर मग तुम्ही त्या क्षणी काय करून घेता? आणि मग अस नात्या नात्याचं पुढे काय करून घ्यायचं? आता मी हे म्हणून विचारतोय, की तुमचं तर सा सासूचं नातं आहे ना, तर त्यामुळे तुम्हाला थोडाफार त्रास होणार, पण म्हणजे तुम्ही काय करतात नेमकं?
नाही, अगदीच नाही. हो, हो. वरवरचं. हो, हो. हो. मी म्हणजे, आपण म्हणतो ना, की वारंवार माफी पण नाही मागायची. मला असं वाटतं, की चुकत नाही, 1दा-2दा ठीक आहे. नंतर कसं असतं, त्यांना सवय होऊन जाते आणि त्यांना त्यांच्या चुकाच दिसत नाही मग.
अगदी खरं म्हणाला, ह्याबद्दल तर तुम्ही.
हे ही गोष्टी असतात. चुकच दिसत नाही मग. त्यांना वाटतं, की हीचच चुकतं आहे आणि मी म्हणजे मी बरोबर आहे. मग त्यांना एवढी सवय होते ना, की खूप जरी मोठी गोष्ट झाली ना, तर ते ॲक्सेप्टच करत नाही, की नाही. आणि मग हे नातं तर एकदम टोकाला जातं, एकदम. आणि अ, जे एका माणसाच्या असती, तो नातं जपण्यासाठी, म्हणजे म्हणतो ना, "माफ करा, माफ करा" आणि तो तो एवढा खचून जातो नंतर, की त्याला इच्छाही होत नाही, क र राहण्याची इच्छा होत नाही, त्या व्यक्तींसोबत, म्हणजे एवढंही होतं. कारण की तिला वाटतं, मी माफ म्हणत माफी पण मागते, मी सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्याही करते, तरीही मला हा त्रास आहे किंवा ते ते सॅ म्हणतो सॅटिस्फॅक्शनच नाही त्यांचं मला होत. तर मी करू काय? मग त्याच्या ते गिव अप करतात किंवा मग आप गिव अप म्हणजे अ, नको, नात्यातून बाजूला होता. पण कधी-कधी असं होतं, की सोपं नाही राहत नात्यातून बाजू होणं पण. तर अशा वेळी, मला असं वाटतं, की अ, तुम्ही अ, च्या अ, म्हणजे लोकं बसवण्यापेक्षा ना, तुम्ही एखादं काउंसलिंग घ्या. आपण म्हणतो ना, की काउंसलरकडे जाऊन थोडंसं अ, ते एक आपल्या माइंड फ्रेश करतील, थोडंसं. ते आपले न्यूट्रल असतात. त्यांना माझाही पास्ट माहीत नाही आणि तिचाही माहीत नाही. त्याच्यामुळे, तुम्ही एक अ, काउंसलरची मदत जर घेतली, तर तो तिला जाणीव करून देईल, की तुम्ही चुकता आहात.
हां. हां. हां. हां. हां. म्हणजे तुम्ही हे थोडक्यात म्हणायचं तुम्ही एक मध्यस्थ व्यक्ती आणा. जो दोघांच्या मतांना आणि दोघांकडे एवढं काही बघत नाही त्या हिशोबाने.
अगदीचं.
हां. त्या हिशोबाने तुम्ही पुढेही जाऊ शकता. आणि काय असतं ना.
हो.
की अ, जेव्हा आपण कोणाबद्दल बोलतोय, या मग कोणाशी माफी मागितली, कोणाशी कोणा कोणी आपला आपल्याला माफ केलं. तर मग त्याच क्षणी त्या मध्यस्थ व्यक्तीला तुम्ही आणलं. तर तो आपल्याला खरं सांगू शकतो की आता तुम्हाला माफी मागायची नाही आहे. कारण की आता तुम्ही म्हणाले की सासू तुमची अशी आहे की तुम्ही माफी मागितली तरी त्या चुका धरतात. तर मग तुम्ही तुम्ही अगर सासू अ, सासऱ्यांना सांगितलं मुलाला तर आणू नाही शकत ना मधे, का की मग ते अजून वाद एवढे मोठे होणार तर.
हो. हो. वाढतं. हं. नाही सासरे जरी आणले तरी कसं असतं. कधी-कधी अ, त्यांनाही असं वाटतं की ही चुकीची असू शकते. कारण की आपल्याला ते ओळखत नाही जास्त, त्यांना ते जास्त ओळखतात आणि काय असतं की ते त्यांचीचं बाजू लावून धरतात. मग अशावेळी मला असं वाटतं की तुम्ही काउंसलरकडंच जा. नातेवाईकांकडे गेले तर अ, कसं होतं ते त्यांची बाजू घेणार त्यांचे नातेवाईक. माझे माझी बाजू घेणार, मग नातं अजून फिसकतं.
तर. हां. हां. आणि तो असा घरातला संवाद थोडा नातेवाईकांपर्यंत वाढणार आणि अ, मग हां. ते मोठा होणार, ते वाद असं मोठं होणार नाही.
आणि ते हो म्हणजे हो. घराची गोष्ट बाहेर जाणार. मग जेणेकरून तुम्ही मेंटरकडे जा किंवा मग काउंसलरकडे जेणेकरून ते तो तो आपला नातेवाईक नाहीये. मग त्याला काही माहितचं नाहीये.
अगदी. हां. तर दोघांनाचं नाही ओळखत. अगदी खरं. नाही खूप छान सांगितलं तुम्ही की माफी नंतर ही गैरसमज कशी कायम राहते. आणि त्याबद्दल तर तुमचे अनुभव खूप छान होते. मग ते सासूबाई बरोबर असले. किंवा तुमच्या घरातले असते. त्याच्याबरोबर खूप-खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. आणि आणि मला खूप आवडलं तुमच्याशी बोलून आणि खूप मज्जाही आली मला. असं ऐकून की अगर स्वतः तुम्ही काही नाही करू शकत. तर काउंसलरकडे जायला पाहिजे.आणि ते समजून घ्यायला पाहिजे समोरच्याला अ, आणि खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. तर खूप-खूप धन्यवाद तुमचा आणि मनापासून खूप-खूप आभार.
हो. हो. अगदी. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद.
परत नक्की भेटूया. धन्यवाद.